मोटिव्हेट करून मग काम द्यायचंय तुम्हाला. <chuckles>
हं. अगदीच, अगदीच. तर मग जसं तुम्ही आता सणांचा उल्लेख केला, तर मग सणांमध्ये जेव्हा प्रत्येक व्यक्ती, म्हणजे मला तरी असं वाटतं, की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामं घेत असतो, काहीही कामं घेतच असतो. मग ती ऊर्जा कशी असते? कारण की कोणीतरी लाइटिंग लावतंय आणि कोणी घर साफ करतंय, कोणी चकल्या काढतंय, कोणी तळतंय. आणि मग हे जे असतं, नवीन ते कपडे आणणं, शॉपिंगला जाणं, सोनी सोनं वगैरे खरेदी करणं, अशा बऱ्याच काही गोष्टी होतात जे कुटुंबात होतात. मग ती एनर्जी कशी असते? तो उल्हास कसा असतो? तेव्हा काय ऊर्जा येते नेमकी कुटुंबात, काय सांगाल?
हं. नाही. हं, हं. अ, बरं. हो. हो, हो, हो, हो. हं. हो ना. हो. खरं सांगायचं तर ना, अ, दिवाळी आली म्हणजे ना, ती लगबग आहे ती 1 महिना आधीपासूनच चालू होते. आमच्याकडे तर. आणि मग अ, दिवाळी सगळ्यात आधी, म्हणजे फराळ करायचाय, त्यासाठी लागणारं सामान आणायचंय, ठीक आहे. तर मग याच्यासाठी गृहिणी आणि घरातले पुरुष मंडळींच्या मागे लागलेले असते. "मला हे लागणार आहे, मला ते लागणार आहे, मला ते लागणार आहे." हां. तो उल्हास तिथून चालू होतो. बरं मग फराळामध्ये, फराळांव्यतिरिक्त वेगळा पदार्थ काय करायचाय का? आता बरेच सारे अ, फराळ, म्हणजे आपले नियमून ठेवलेले जे फराळ आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त पदार्थ बनवले जातात सगळीकडे.
हं, हं, हं. क्या बात है! हं, हं. हं, हं, हं. हं, हं. <chuckles> अगदी. <clears throat> हं, हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं.
अ, खूप साऱ्या छान अशा चवीचे. तर मग
अच्छा. हं, हं. काय नवीन आले आहेत का आता, सध्या?
हो, आलेले आहेत. म्हणजे जुनेच नव्याने येतात, असं म्हणता येईल, त्याला काहीतरी एक. वेगळं नाव दिलं, की ते नवीन झालं असं. तर मग 1 महिना आधीपासून अशी सगळी लगबग चालू असते, मग घरातली पुरुष मंडळी एवढं अ, सामान आणून दिलं पदार्थांचं, खाद्य पदार्थांचं, की ते आपलं मुलांना ड्रेस काय घ्यायचेत, कुठले कपडे घ्यायचे आहेत, कुठल्या प्रकारचे घ्यायचेत. आमच्याकडे तर सगळं हे पुरुष मंडळीच बघतात आणि बाबा ते आम्हाला घेऊन जायला अ, जातात तिथे आणि ठीक आहे. तुला कुठला आवडतो? तुझ्या आवडीनुसार तू घे.
हं, हं. हं. ओके. हं. अच्छा. तर मॉडर्नायझेशन झालंय त्याचं, असं? हं, हं. अच्छा ओके. हं, हं. हं. कामांचे वाटप. हं, हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, अरे वाह! हं, हं.